हां आणि मग त्यांनी पहिले काही नियम सांगितले, की हे पहा, "रात्री तुम्ही तिथं थांबताय, ठीक आहे. तुम्ही तुमच्या जिम्मेदारीने थांबा. काही हरकत नाही तिथं इथं तसं काही हे नाही आहे" म्हणे, सगळे ग्रामीण लोकं आहेत म्हणे गावातले. पण एक गोष्ट आहे की गावातल्या लोकांना तुम्ही उद्धटपणे बोलू नका, शिवीगाळ करू नका. कोणी काही विचारपूस करायला आला तर, त्याला व्यवस्थितपणे माहिती द्या तुम्ही आणि इथं जे आहे म्हणे, की 7-7 8-8 वाजता तर पूर्ण गाव झोपून जातं म्हणे.
हं. हो ना. बरोबर आहे. हो का? अरे वाह! म्हणजे हं, हं.
8 वाजता सगळं गाव झोपून जातं, तर तुम्ही उगाच काही वस्तू पाहिजे, काही तुम्हाला हवं असेल, तर तुम्ही उगाच इकडे-तिकडे फिरू नका. तर तुम्ही आत्ताच तुम्ही आत्ताच सगळं सांगा, तुम्हाला काय-काय हवं आणि काय-काय नकोय, तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अव्हेलेबल करून देतो म्हणे, आणून देतो म्हणे मी. मला पण गावात जावं लागेल म्हणे वस्तू आणायला. मग देतो.
फिरू नका. हं, हं. हो, म्हणजे त्या गावात ते 7 ते 8 वाजेनंतर अ, पूर्ण गाव जर झोपून जातं, तर अ, बरोबर ते दुकान वगैरे पण बंद राहतील, नाही का? हो.
सगळं बंद होतं ना आणि मग त्यांना माहिती नाही, पर्यटक लोक असतात, मग ते उगाच गावात फिरतात, धिंगाणा करतात. मग त्याप्रकारे काय होतं, गावातले लोकं डिस्टर्ब होतात. मग त्यांनी सगळी आयडिया दिली. मग त्यांना आम्ही सगळं सामान सांगितलं, आम्हाला कोल्ड ड्रिंक हवे आहेत, आम्हाला हे हवं, ते हवं कारण ते गावात राहतात, ते काही लोकं स्टोअर करून ठेवत नव्हते त्यावेळेस कारण, की हां, ते लोक वापरत नाहीत, मग ते कशाला स्टोअर करून ठेवतील?
हो ना, हं, ते पण आहे. बरोबर. हं, हं. हो का? बरोबर, हो ना. हं, हं.
मग त्यांनी जेवणाचं विचारलं, तुम्ही काय खाणार आहे? तुम्हाला सीफूड पाहिजे का मग तुम्हाला प तुम्हाला चिकन अ, चिकन-विकन पाहिजे? काय बनवायचं जेवणामध्ये? व्हेज किती, नॉनव्हेज किती? मग आम्ही सांगितलं, की आम्ही आता सीफूडच खाऊ आम्ही इकडे आलेलो ते. ठीक आहे, मग तुम्ही आणणार का? मग मी घेऊन आलेलं चालेल. म्हणलं, अरे वाह! हे काय आहे? नाही नाही, तुम्ही जाऊन बाजारातून आणत असाल म्हणे. तर बाजार असतो म्हणे, तर तुम्ही घेऊन या. मी बनवून देतो म्हणे तुम्हाला. म्हणलं, अरे वाह, छान. छान आहे म्हणलं हे. तर मग मग पहिलाच दिवस होता. आम्ही म्हणलं नाही आता आज तुम्ही घेऊन या, उद्या आम्ही जाऊ. म्हटलं उद्या बाजारात जाऊ आणि उद्या आम्ही आमच्या आवडीने घेऊन येऊ. मग ठीक आहे म्हणले ते.
हं, हं. हो का? अरे वा! हो ना. हो.
मग त्यांनी सांगितलं, मग किती वाजता मी तुमची तयारी सुरू करून देऊ? तर सांगा. मी म्हटलं, ठीक आहे, आम्हाला आता फ्रेश फ्रेश होऊ द्या म्हटलं आणि एक 8-8 वाजता जाऊ म्हटलं आम्ही. त्याने, ठीक आहे. पण शक्यतो लवकर जा. सकाळी लवकर उठा आणि सकाळी थोडंसं वॉक करा आणि सकाळी म्हणे तिथून काय आहे, थोड्या अंतरावर तिथून ते डॉल्फिन बोट्स जातात म्हणे 5 वाजता, 5 वाजता जातात म्हणे. तर त्या बोटला तुम्ही एकदा जाऊन या म्हणे सकाळी.
हं, हं. हं. माग जा. हं, हं.

काय?
चटाया कशा पोत्यात पोत्यांच्या चटाया टाकून दिल्या त्यांनी तिथं आणि तिथं त्यांनी मधोमध मस्तपैकी लाकडांची व्यवस्था करून ठेवलेली. लाकडं लावून ठेवलेली. एकदम रीतसर रचून ठेवले. आणि ते लाकडांमध्ये त्यांनी मस्तपैकी आग लावली आणि त्यातले काही विस्तू काय केले त्यांनी असे बाजूला गड्डा केला त्या रेतीमध्ये. आणि त्या गड्ड्या त्या गड्ड्या असे 3-4 गड्डे केले आजूबाजूला त्यांनी. छोटे-छोटे हां आणि त्याच्यामध्ये ते विस्तू टाकले आणि मग तिथं लाकडांचा अ, चांगलासा असा ढिगार त्यांनी आणून ठेवला. तोडलेले लाकडं. आणि अशी त्यांनी व्यवस्था केली आणि त्यांनी काय केलं एमर्जन्सी लाईट दिली होती आम्हाला त्यावेळेस आणि काही अ, <swallows> तिथे बीचवर अंधार असतो जेवताना याला त्याला अगर गरज पडली किंवा मग ते आता आपण ते विझवलं बॉनफायर ...हां. तर उजेड पाहिजे ना त्यासाठी त्यांनी 2 एमर्जन्सी लाईट दिले टेंटमध्ये लावायला. की तुम्ही लावू शकता म्हणून तुम्हाला रात्री तर विझवणार ना तुम्ही. मग त्या हिशोबाणी त्यांनी दिले. आणि मग त्यांनी रात्री काय केलं आम्ही तिथं गेलो मस्त अ, गाणे वाणे म्हणायला लागलो. मग त्यांनी काय केलं त्यांच्या घरून जेवण बनवून आणलेले पातीले त्यांनी त्या बॉनफायरच्या बाजूला ठेवले. भात, भाजी जे ड्राय आयटम होते ते, प्लेटही आणून ठेवलं त्यांनी, पिण्याचं पाणी आणि एका याच्यामध्ये चपात्या एका डब्यामध्ये आणि एका ह्याच्या डब्यामध्ये चांगला भात. तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही खा आणि ते भांड्यांना माती लावलेली. चांगली काळी माती. आणि ते भांडे तसे आणून तिथं ते गड्डे जे केले होते ना आम्हाला पहिले सुरुवातीला प्रश्न पडला गड्डे कशासाठी केले त्यांनी? त्या गड्ड्यावर त्यांनी आणून ठेवले. त्या गड्ड्यावर ते भांडे आणून ठेवले आणि तुम्हाला जेव्हा रात्री खायचं तेव्हा तुम्ही खा. मग ते बीचवरती बीचचा त्या रात्री समुद्राचा आवाज.
हं, हं. हो का? हं, हं. बरोबर. हां, हं. हं, हं. हो का? का बरं? हो अच्छा! हं ,हं, हं. हं. बरोबर. हं. हां, हां. हो. का! अरे वा! हं, हं. हां. हो. तेच तर. हं, हं. म्हणजे गरम-गरम तुम्हाला जेव जेवणाचाही अनुभव घेता येईल तिथे.
हो. आणि मग तसे ते म्हणून ते चालले गेले. मग रात्रभर आम्ही ऐव्हढा धिंगाणा केल्या त्या बीचवर मस्त. ते अ, समुद्राचा आवाज ते रात्रीची हवा.
हंम्म. हो ना किती छान! म्हणजे किती सुंदर ते वातावरण असेल ना?
पूर्ण गाणे-वाणे वाल हो गाणे-वाणे लावले आम्ही. तिथं जेवण, डान्स वांस केला.
मग त्याच्यानंतर मग तुम्ही जेव्हा ते पूर्ण कॅम्पफायर तुमचं झालं. नंतर ती आग विझवावा पण लागते. मग तस ते कसं केलं का, त्या लोकांनीच करून दिलं तुम्हाला तेही?
नाही. ते तर झोपून गेले होते. ते तर आमच्यावर होतं ना की तुम्ही वि विझवा म्हणून. आम्ही रात्रभर झोपलोच नाही. <laughs> आम्ही रात्रभर मस्त्या केल्या. कधी सकाळ झाली कळलंच नाही. मग ते जेव्हा दिवस उघडला सकाळी असा निळशार दिसायला लागला ना तेव्हा कळलं थंडी हवा. मग ते बीचवर थोडंसं आम्ही वॉक केलं आणि मग आम्ही गेलो डॉल्फिन राईडला मग तिथून. मग ते डॉल्फिन राईड करून आलो.
हो का! अरे बाप रे! हं. हं, हं. हं. नाही मग ती आग कस काय विझवली तुम्ही कॅम्पफायरची?
सकाळपर्यंत सकाळपर्यंत काय सकाळपर्यंत काय झालं ते फक्त विस्तूच राहिलेलं. मग जेव्हा आम्हाला निघायचं होतं तर आम्ही त्याच्यावरती पाणी टाकून दिलं त्याच्यावर. की बाबा जेणेकरून ते इकडे-तिकडे नाही पसरलं पाहिजे. मग त्याच्यानंतर ती माती ती जी रेती होती तिथलची ती रेती त्याच्यावर ढकलून दिली आम्ही.
अच्छा. हं, हं.